अच्छा मेडिटेशन वगैरे हां.
हो मेडिटेशन. मग मी म्हटलं चल ठीक आहे. मग पहिल्या दिवशी काय झालं की मी उठलो सकाळी आणि मेडिटेशन म्हटलं त्यांनी मित्रांनी सांगितलंय म्हणून करून बघू. तर 5 मिनिटं मी करायला बसलो आणि 5 मिनिटात ई इकडचे विचार, तिकडचे विचार अगदी कोण काय ठोकतंय, त्याच्या त्या आवाजावरती लक्ष जातंय. म्हटलं हे मन खूप विचलित चालतंय बरं आपलं आणि ते असं आपल्याला फील व्हायला लागतं ना. की आपण एक गोष्ट हो.
हां. अच्छा. हां. <chuckles> हो. हां. हो ना. जास्त जाणवतं शांत बसल्यावर ना. हं.
मग मग मी ते 5 मिनिटं झाले उठून गेलो. म्हटलं काय आपलं मन लागत नाही. मग पुढच्या दिवशी परत तेच केलं मी. मग त्या दिवशी काय केलं की आपण ते हार्डकोर विचार करून बसतोना म्हटलं आता बसायचंच आहे आणि मग तसं करून मी 10 मिनिटं बसलो आणि त्याच्यामधनंही मला 1-2 मिनिटच मी, अ, म्हणजे विचार शून्य राहिलो होतो की एकाच गोष्टीवर मी विचार करत होतो. असं होतं. तेव्हाही मला मग मी त्याच्यानंतर YouTubeवरनं एक मेथड शिकली की जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा अगदी आपल्या पायाच्या बोटापासून आपण लक्ष वरतीपर्यंत नेलं पाहिजेल आपल्या डोक्यापर्यंत.
हां. हां, हां, हां. हं अच्छा. हं. हां. अच्छा.
तर मग मी त्या पद्धतीने ती टेक्निक फॉलो केली आणि मग तसं ते काय व्हायचं की आजूबाजूला काय चालू आहे. मग त्याच्यावरती लक्ष नसायचं. कारण की आपलं मन जे असतंना ते चंचल असतं.
हम्म. हां, हां, हां. शांत हां, शांत व्हायला लागलं तुमचं मन मग.
हो.
हं.
आणि मनची प्रकृती काय आहे नैसर्गिक की ते चंचल आहे. त्याला इकडं-तिकडं लक्ष त्याचं जातच असतं. मग तीच प्रकृती त्याची वापरून आपण काय केलं पायाच्या टोकापासून तर डोक्यापर्यंत आपण त्याचा परत-परत ध्यान चेंज करत होतो. लक्ष चेंज करत होतो. म्हणजे त्याची प्रकृती ज जशीच्या तशी राहिली आणि जेव्हा ते आपल्या डोक्यापर्यंत आलं तेव्हा तिथं त्याला स्थिर केलं आणि मग ते ध्यानमध्ये आणि ती पद्धत जेव्हा मी वापरली त्या दिवसानंतर मी 1-1 तास ध्यानला बसायला लागलो.
हो ना. बरोबर आहे. हं. हं. हां, हं. हं. अच्छा. हां. अरे, वाह! पण मग ही हे परफेक्ट जे ध्यान आहे तुमचं लागायला कधीपासून सुरुवात झाली. म्हणजे ते किती काळ गेला की तुम्हाला ते समजायला की बाबा हां, कारण की खूप वेळेला नाही म्हटलं तरी काही ना काही तरी विचार येतातच मनात. जसे तुमच्याही येत होते. तर मग ते किती वेळ गेला हे सगळं व्यवस्थित व्हायला? ते ध्यान-धारणा व्यवस्थितपणे करायला?
हो. हं. हं. हो, हो, हो.

बघा ना, मग माझं आहे ना एकाग्रता लागायची नाही, कामामध्ये मन लागायचं नाही आणि जे डेडलाईन्स दिलेले असायचे. तर मग ऑफिसला कसं आपल्याला डेडलाईन्स दिली आणि त्याच्यानुसार आपल्याला काम करावं लागतं. आणि मग जर माझं असं पूर्ण रातभरचं, मी एवढं जागी होतो, झोप पूर्ण झालेली नाही. तर मी कामात कसं मन लागेल माझं?
हं. हां. हां. हां. हां, हो ना. बरोबर.
मग ते कामही पूर्ण व्हायचं नाही आणि काम पूर्ण होत नाही म्हणजे आपण काय करतोय मग? दुसरी गोष्ट आपण काय करणार? आपण मोबाईलच बघणार.
हां, हां. हो ना, ते तर आहेच. बरोबर आहे. हं.
हो. मग तिथंही मोबाईल बघायला सुरुवात झाली आणि मग असाच मी एक दिवशी असा मोबाईल बघत होतो आणि अचानकच मागून बॉस आले.
अरे बापरे! आई गं! मग?
आणि ते आणि जे बोलले ते मला, "मी काय तुला याचे पैसे देतो का इथे बसयाला बसवल आहे तुला. तू काम करत नाही, तुझ्या डेडलाईन मीट होणार आहे मीट नाही होणार आहे असं तू आम्हाला सांगतो. ते का नाही होणार आहेत? कारण की तू मोबाईल बघतोय." म्हटलं सर, आता जस्ट मी संपवलं. काम थोडं केलं आणि मग बघायला सुरुवात केली." पण आम्ही तुला याच्यासाठी देतो का टाईम? तू प्रत्येक टाईमाला आम्हाला सांगतो की सर 2-3 दिवस एक्स्ट्रा वाढवा, डेडलाईन वाढवा. आणि ते याच्यासाठी सांगतो का मग तू?" मग ते असे बोलायला लागले मला. अरे मग त्या दिवशी माझे डोळे उघडले. म्हटलं जर जास्तच झालं ना तर नोकरीही जाईल आपलीवाली.
<chuckles> हं, हं, हं. हं, हं. हां, बरोबर. हो ना, अगदी खरंय. हं. <chuckles> हो. हम्म. बापरे! हो ना, तेच तर.
हो आणि मग त्या दिवसानंतर मी कान खडी लावली, की म्हटलं आजपासनं आहे ना जरा लवकर झोपू, म्हणजे लवकर उठू आणि फ्रेश उठू आणि पूर्णही झोप होईल. मग मी असं ट्राय केलं आणि पहिल्या दिवस जर मला समजा, अशी मला एवढ्या दिवसापासून सवय लागलेली आहे. तर मोबाईल कसा मी लांब ठेवेल बरं. तर मी पहिल्या दिवशी झोपायला गेलो आणि ते मोबाईलकडे मग कसा हात जायचा परत-परत. अरे बघून घेतो थोडंसं काय होतं रे? असं म्हणजे मनामधनं यायचं काय एवढं पण ते जे बोलले होते ना बॉस ते मनाला लागलं होतं. म्हटलं नाही मी काय केलं मोबाईलला हॉलमध्ये ठेवलं आणि मग बेडरूममध्ये झोपायला आलो. तर मग पहिला दिवस तो आणि ती सवय लागलेली बॉडीला. मग ती झोप कधीतरी अर्ध्या अर्ध्या ते 1 तासानंतर मला झोप लागली आणि मी जेव्हा सकाळी उठलो तो अगदी फ्रेश असं मला फील होत होतं, स्वतःलाच जाणवत होतं, की आज झोप पूर्ण झालेली आहे, एनर्जी आपली चांगली आहे आणि त्यानंतर मी जेव्हा ऑफिसला गेलो आणि कामा काम करायला बसलो. तर माझे घंटो का काम मिनटों में आपण बोलतो ना ह्या पद्धतीने कामाची माझी प्रोडक्टिव्हिटी होती.
हं. हां, हो, हं. हो ना, तेच तर. हां. हो. <chuckles> हो ना. हं. हां, हां, हां. हो ना. अच्छा! हं. वाह! हां. ते. हं. हां. हां, हां, हां. म्हणजे वाढली चांगल्या प्रकारे प्रगती झाली. म्हणजे त्यामुळे चांगलं घडत गेलं सकारात्मक परिणाम दिसले.
हो. हो आणि मग जर आपल्याला चांगलंच अनुभवायला लागतं तर मग आपण ती गोष्ट आहे ना जास्तच वारंवार करायला सुरुवात करतो ना. मग मी तसं करायला सुरुवात केली. मग माझ्या एका फ्रेंडने सांगितलं अरे तू हे करतोय तर मग त्याच्यासोबत तू थोडंसं ध्यान ही कर.
हां. हो ना, अगदी खरं आहे. हं.

हां, बरोबर, बरोबर. पण मग जेव्हा तुम्ही वापरायचात रात्रीचा मोबाईल म्हणा उशिरापर्यंत जागे राहायचात 10:00 ते अडीच वाजेपर्यंत वगैरे, मग ते त्यावेळेला तुम्ही बघायचात काय? म्हणजे WhatsApp असेल किंवा नेट Netflix असेल किंवा क्रिकेट किंवा इतर काही गोष्टी अ, करायचात का? किंवा कधी-कधी असं होतं ना, की दुसऱ्या दिवशीच्या कामाचं पण टेन्शन असतं. मग ते पण बघायला सुरुवात करतो, की काय करायचं काय नाही. कॅलेंडर असेल म्हणा त्याचं मग अ, सगळं प्रेझेंटेशनचं वगैरे असेल. ते नक्की काय बघायचात तुम्ही त्यावेळेला?
हं. हं. हं. हं, हं, हं. हं. बघा, मी काय बघायचो तेव्हा की Instagramच्या रील्स असतील त्या बघेल, नाहीतर मग स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflixवरती कुठली नवीन वेब सीरीज आली आहे, तर ती बघत बसायचो मी. तिचे एपिसोड्स. तर असं व्हायचं. आणि काय होतं मग त्याच्यानी आहे ना डोळ्यावर डोळ्यांना त्रास व्हायला लागला होता माझ्याही. अ, मग डोळे चुडचूड करणे, ह्या सगळ्या गोष्टी, झ अपूर्ण झोप राहणे, ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या आणि मला ते बॉस बोलले. तर त्या दिवसानंतर मी केलंच नाही मग असं काही.
हं. अच्छा! हं. हां. हं, हं, हं. हो ना. हं, हं. <chuckles> हां. अरे बापरे! हां! अच्छा. नाही खरंच खूप छान केलंत, की नाही बाबा ते सवय सोडलीत आणि अ, म्हणजे आरोग्याकडे अ, पुढे वाटचाल केलंत. की कशाप्रकारे तुमचं आरोग्य स्थिर आणि छान राहील. तर खरंच छान वाटलं. पण अ, को हां.
हो. हं. हं. आणि यात हं, यात सर्वात महत्त्वाची आहे ना आपली झोप असते. जर झोप चांगली झाली, तर मग पूर्ण दिवसही चांगला जातो आणि आपलं कामही लवकर होतं आणि प्रॉडक्टिव्हली होतं.
हं. हो ना. अगदी खरंय. हं, हं, हं. हां. पण खूप वेळेला ना आपण जेव्हा फोनला मर्यादा लावायला जातो ना, तेव्हा खूप वेळेला असं जमत नाही आपल्याला. ते काही-काही वेगवेगळे उपक्रम करायला जातो जसं, की तुम्ही ध्यानधारणा म्हणा किंवा फोनच हॉलमध्ये ठेऊन मग आतमध्ये बेडरूममध्ये झोपायला जात होतात. हे सगळं काही-काही करत होतात. पण खूप वेळेला असं होतं जसं तुमचं पहिल्या दिवशी झालं, की "बघतो ना 5 मिनिटं. काय होणार आहे? काय जाणार आहे?" तर मग अशी काय-काय आव्हानं आली हो? कारण की इतर वेळेलाही आपण म्हणतो, की "नाही, आता फोन नाही घ्यायचा हां!" मग त्याचे फायदे काय झाले आणि आव्हानं काय आली? म्हणजे खूप वेळेला असं होतं ना, की नाहीच होत. नाहीच जमत आहे. तर तुम्हाला असं काही झालं का?
हं. हो. हं.

हो, नक्कीच ना. म्हणजे काय झालं, की मी ही मोबाईल म्हणजे असं सर्वसामान्य जसं आता प्रत्येक व्यक्ती मोबाईल वापरतोय ना. त्याच पद्धतीने मोबाईलची माझी एक पूर्ण वापरायची पद्धत होती, की रोज अ, सोशल मीडिया बघायचं आणि तो सोशल मीडियाचा जो टाईम असायचा बघण्याचा तो त्याचा जर मी, डी अ, हे टाईम बघितला ना आपण अ, कुठला टाईम असतो तो? आपला स्क्रीन टाईम. तर हो तर तो स्क्रीन टाईम माझा 6 ते 7 होता आहे. एक अ, Insta नुसता Instagramचा तर म्हटलं यार एवढा दिवसामधला एवढा टाईम मी Instagramला देतोय. ज्या दिवशी मी बघितलं म्हटलं मला खूप म्हणजे खतरनाक वाटलं, की एवढा कसा टाईम मी देतोय? आणि असं कंटिन्यू कंटिन्यू तर काय आपण बघत नाही. पण ते टप्प्या, टप्प्यांमध्ये जे अ, आपण बोलतो ना कम्युल्यु क्युम्युलेटिव्ह ते सगळं एक कोडं होतं तर तेव्हा सगळं म्हटलं 6 ते 7 टाईम. एवढा एवढा टाईम जर मी माझ्यासाठी दिला तर मी किती काय प्रगती करू शकतो? म्हटलं काय काय नवीन नवीन गोष्टी मी शिकू शकतो. तर मला त्या दिवशी जमलं आणि त्याच्या पहिल्याची माझी सवय काय व्हायची, की मी झोपायला समजा अ, गेलो 10 वाजता आणि झोपायचंय आपल्याला आता निर्णय केला. तर कॉटवरती पडलेला असेल तर मोबाईल हातात आणि मोबाईल वरती Instagram चालू आणि 1 रील आली 1 रील बघितली. 2री रील बघितली आणि असं करून-करून आपण किती स्क्लो अ, स्क्रॉल करून टाकतो आणि किती कंटेंट, कन्झ्यम करून टाकतो त्याचा आपल्याला भान राहत नाही आणि माझ्यासोबत असं घडतं, की अगदी ते डोळे ना असं लागायला सुरुवात होतात ना अगदी बारीक होऊन जातात असे आणि आपण त्यांना जबरदस्ती करून असे उघडे ठेवतोय. आणि ते कंटेंट बघतोय. तोपर्यंत मी मोबाईल बघत होतो.
हं. हो. अच्छा. हं. स्क्रीन टाईम, हं. अरे बापरे! हं. हं, हं. हां. हो ना. हां. हां, हां, हां. हां. अगदी खरंय. हं, हं. हो ना. हं, हं. हं. हां. हं, हां. हां. हं. हं. तेच तर. हो. हां, हां, हां, हां. हां. बाप रे बाप! मी खूपच जास्त म्हणजे.